बरोबर, बरोबर. आणि अ, कधी एखादं पात्र असेल सीरियल मधलं ते खूप जास्त जवळसं वाटलं असं काही झालं आहे?
अ, तसं म्हणायला गेलं ना. तर अ, ते एक सीरियल आहे ती, पारूची पारू म्हणून. त्यातला आदित्य आहे ना तो जवळचा वाटतो. <laughs>
हं. हं, हं, हं. ओके, ओके. का तो जवळचा का वाटतो तुम्हाला?
ते अ, त्याचे सीन्स जे आता होत आहेत ते माझ्यासोबत घडलेले आहेत. ल अस दब फक्त लग्नाच्या बाबतीत नाही अ, घर सोडण्याच्या बाबतीत काहीतरी करायचंय, काहीतरी घडायचंय. घर सोडून मग मी मोठा होऊनच घरी येणार. <chuckles>
बापरे! असा कोणता सीन सांगाल का? <chuckles> ठीक आहे. हं, हं, हं. ओके. अरे वाह! खूप छान. <chuckles> म्हणजे तुम्हाला पण आहे थोडासा टीव्हीचे जे तुम्ही सीरियल बघतात, तसा टाइप तुमचं थोडंसं म्हणजे कॅरेक्टर नाही. म्हणजे थोडीफार स्टोरी तुमची आहे असं म्हणू शकतो आपण.
<laughs> अ, हां. हो, हो, हो, हो.